एखादी ट्रिप म्हणली ना, की आपल्याला खूप उत्साह असतो आणि त्या ट्रिपची जर योग्य नियोजन झालं, की अजूनच मजा येते नाही का आनंद होतो. तर तेव्हा तुम्ही एखादी दिवसाची जर ट्रिपची योजना करता तर मग ती कशी आखता हो?
हं. हं, हं. अगदी. हं. येस अ, म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग असते आमचं आणि ते प्र प्लॅनिंग करूनच आम्ही त्या ट्रिपला स्टार्ट करतो असं एकंदरीत. आणि आजपर्यंत जितक्या वेळा आम्ही ते प्लॅनिंग केली आहे, पण तितक्या वेळेस ते ट्रिप तशा प्लॅनच्या एकॉर्डीन्ग आमची जात नाही. मग काहीतरी गडबड वगैरे त्यामध्ये होत असते. पण अ, जी स्टार्ट करतो आम्ही एका ट्रिपची जर असेल ना
हां. अच्छा.
आमचं असं असतं की मुलांची ट्रिप असते सहसा आणि अ, आता रिसेंट ट्रिपबद्दलच तुम्हाला आम्ही सांगेल, की आम्ही एक फार्म हाउस बुक केलेला, अ, इथं लोणावळ्याला. तर मगं तिथे जाण्यासाठी आमचा टायमिंग ठरलेला की आपण सकाळी निघूया तिथे, तर अ, आमचं असं टायमिंगचं होतं, की आपण आहे ना सुमारे 6 वाजता निघूया. पण जसं आम्ही टायमिंगचं बघितलं की 6 ला अ, सगळ्यांचं आमचं ग्रुपवर डिसाईड झालं, पण तशा काही गोष्टी घडल्या नाहीत. 6 ची ट्रिप जी स्टार्ट होणार होती ती आमची स्टार्ट झाली 9 वाजता.
हां. हां. अच्छा. अरे, म्हणजे खूपच तो टाईम हे झाला, डिले झाला.
खूप म्हणजे खूपच ना. तर मग ह्या अशा गोष्टी होतात. तर मग नियोजन आमचं नेहमी असतं की आपण करूया नियोजन. पण तसं काही होत नाही. कधी असं होतं कोणी उशिरा येतं. मग त्यानंतर कधी असं होतं की "यार अ, माझं माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी येत नाहीये." मग त्याला कन्व्हिन्स करा मग त्याला गाडीमध्ये बसवा आणि घेऊन या. तर या अशा बऱ्याचपैकी गोष्टी आम्ही करत असतो. आणि अ, आता सध्याची जी ट्रिप होती ती आम्ही प्रॉपर
हो. मग तुम्ही आहे ना, त्याचा दिवस वगैरे कसा ठरवता की जाण्याची वेळ तिथे कुठे जायचंय? कोणत्या ठिकाणी जायचं आहे? आणि त्याचा वेळ कसा पाहिजे ते कसं मॅनेजमेंट करता तुम्ही?
हं. हं, हं. अगदी अ पण जसं की आम्हाला जायचं होतं टायगर पॉइंटला. लोणावळ्यामध्ये आहे ना, टायगर पॉइंटला जायचं होतं. तर मग आम्ही सकाळी मग 9:00 निघालो. मग नव आमचं असं होतं की ट्रिपची योजना अशी होती की 9:00 जेव्हा आपण निघूया, मस्त लोणावळ्याला जेव्हा आपण पोहोचूया त्याच्या आधी आहे ना, घाटाच्या आधी, जेव्हा पनवेल असतं तर त्या पनवेलला आहे ना, तिथे आहे ना नाश्ता वगैरे करायचं सगळ्या सवलती आहेत. तिथे मस्त नाश्ता वगैरे करूया. तिथला नाश्ता झाल्यावर मस्त घाट वगैरे चढून तो आपण मस्त सुंदरसा प्रवास बघूया. आणि जसं लोणावळ्यामध्ये पोहोचलो ना, तर मग तिथे आपण आपल्याला ज्या पण पार्टीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथून घ्यायच्या. आणि मग त्यानंतर त्या सगळ्या घेतल्यावर मग आमचा ज्या टायगर हिलच्या बाजूला जो एक अ, फार्महाउस होता तिथे रूम होता आमचा आणि मग त्या फार्महाउसमध्ये आम्ही आमचं सामान वगैरे ठेवणार होतो. आणि मग त्यानंतर आम्ही टायगर हिलला जे आमची पार्टी होती किंवा आम्ही तो निसर्ग तिथून सर्व बघणार होतो. तसं एक नियोजन केलं होतं.
अच्छा! हां. हां. हां. अरे. हां. अच्छा! अच्छा. मग जेव्हा तुम्ही हे ठिकाण निवड अ, निवडत होता, तेव्हा मग तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार केला?
हं, हं. अ, ती किती कन्व्हिनियंट आहे आपल्याला, कारण की हे एका दिवसाची ट्रिप होती आमची. तर मग एका दिवसामध्ये अ, म्हणजे अ आम्ही मुंबईचे आहेत. अ, तर मग मुंबईच्या लोकांसाठी थोडं लोणावळा कन्व्हिनियंट आहे. 1 डे ट्रिप अ, जाऊन येऊ शकतो. हेच जर, मी महाबळेश्वर किंवा इतर काही लोकेशन घेतलं असतं, तर मग माझ्यासाठी तर डिस्टन्स खूप झाला असता. मग ते हेक्टिक हं, मग ती ट्रिप थोडी हेक्टिक झाली असती. मग त्यासाठी निअरबायची जे निअरबाय लोकेशन आहे लोणावळा. तर मग आम्ही तेच प्रिफर केलं.
अच्छा. हो, अगदी. नक्कीच. खूप लांबचा प्रवास झाला अस नक्कीच. मग तिथे तुम्ही जेवणाची वगैरे व्यवस्था कशी केली होती? त्याबद्दल काही सांगू शक
हं, बघा तिथे आहे ना, का म्हणजे तो टायगर हिलला आम्हाला जायचं होतं तिथे. कारण की आहे ना, तिथे जे आहे ना अ, आम्ही मुंबईला भरपूर ठिकाणी फिरलो आहे. तिथे जे स्पेशालिटी आहे ना, तिथे कॉर्न भजी भेटतात. आपले जे, कॉर्न असतात ना, कॉर्न भजी आणि त्याच्यानंतर चीझ जी स्लाइस, आपल्या घरामध्ये चीझच्या स्लाइस असतात ना. ती चीझच्या स्लाइसची भजी वगैरे तिथे मिळते. आणि त्याची जी टेस्ट आहे ना, ओहोहोहोहोहो! क्या बात है!
हां. अच्छा, हां. अरे वाह! हां, हां, हां. हो, अगदी. अरे वाह! माझ्या तोंडाला पाणी सुटलं. <laughs>
म्हणजे ते तिथंच भेटतं. म्हणजे आपल्या इथे बरेच भजीवाले असतील.
ते तिथलं स्पेशल असेल, तिकडचं ते.
आणि मग ते काय होतं ना, की एकतर अ, ते स्पेशलपण का होते, मला असं वाटतं, की त्या जागेतलं ते पाणी, तिथली माती, तिथला गारवा आणि ते पूर्ण त्या वातावरणाला घेऊन, ते जेव्हा एकदम प्रेमापोटी जेव्हा, ते भजी टाकतात. आणि ते भजी जेव्हा आपल्या प्लेटमध्ये सर्व्ह होते, त्याच्यासोबत एक हिरवी चटणी, ठेचा ठेचा वगैरे देतात ते लोकं.
हां. अरे, वाह! मस्तच. म्हणजे ते कॉम्बिनेशन एकदम भारी.
तर हां, ठेचा, त्याच्यानंतर टोमॅटोची त्यांची प्युरी वगैरे ते पण देतात आणि काय चव हो. ओहोहोहो! म्हणजे खूप
मस्तच. म्हणजे ते एकदम खाऊन एकदम छान वाटलं असेल की "अरे वॉव! किती" "भारी."
आहाहाहाहाहाहा! म्हणजे तिथे कसं आहे ना एक तर धुकं जास्त असतं. फॉग असतं पूर्ण तिथे आणि अ, कसं असतं की तिथे अ, म्हणजे एक वातावरण एकदम थंड वातावरण आणि त्या साइडलाच आम्ही एक छोटंसं आहे ना, एक फार्म होता तिथे बाजूला तिथे थोडं. तर मग आमचं कसं होतं की तो निसर्ग आम्हाला बघायचा होता. 9 ते आम्हाला तिथे लोणावळ्याला त्या जागेवर पोहोचायला 12:30 दरम्यान एवढा काही टाईम झाला होता, त्या स्पॉटला पोहोचायला आणि मग तिथून मग आमचं तेच ते भजी वगैरे आम्ही खाल्ली. मग त्यानंतर त्या रूमवर बसून तो निसर्ग, तिथून जे निसर्ग दिसत होता ना. ओहोहो! म्हणजे विलक्षण. खूप छान.
हो. हो, नक्कीच. अच्छा. नक्कीच. मग आपण तुम्ही हे कसे गेला होता? बाय कार गेला होता का तुम्ही, अशी बस वगैरे किंवा ट्रेननी वगैरे गेला होता तिकडे?
नाही नाही. आम्ही बाय कार गेलो होतो. आमची जी गाडी होती ती 7 सीटर गाडी होती. पण त्याच्यामध्ये लोकं 8 लोकांना आम्ही घेऊन गेलो होतो.
अच्छा. अरे, मग काय अडथळे वगैरे निर्माण झाले का तुम्हाला जाताना?
अ, जाताना काही असं काही झालं नाही. पण हां, एक आहे की आहे ना, म्हणजे कसं असतं ना, की तुम्ही ट्रॅव्हल करताना तुम्ही सगळ्या गोष्टीची काळजी वगैरे घेतात. पण जे तुमच्या गाडीचं जे टायर जिथं नाही पंक्चर व्हायचं तिथं ते होतं. तर मग तसंच झालेलं. आणि आमचं नशीब असं होतं की आम्ही घाटाच्या जस्ट आधीचं ते झालं होतं. आणि अ, मग ते कसं गाडीमध्ये स्टेपनी होती आणि सर्व मुलं होते. तर मग कसं की मुलांसाठी ते इतकं ईझी झालं की जे काम म्हणजे सपोज 2-3 लोकं असतात तर खूप वेळ गेला असता. अर्धा पाऊण तास, ते 10 to 15 मिनिटामध्ये आम्ही ते टायर खोललं आणि दुसरं टायर टाकलं. आणि मग त्यानंतर आम्ही गाडी घेऊन निघून गेलो.
हो. अरे! नशीब. हो, नक्कीच. अगदी खरं आहे. मग तुम्ही अशी जेव्हा ट्रिप प्लॅन करता 1 दिवसाची. मग तेव्हा कोणत्या अशा 3 गोष्टींना तुम्ही प्राथमिकता देता की जेणेकरून तुमची ट्रिप एकदम आनंदी व्हायला पाहिजे?
हं. अ, सर्वात महत्वाची जी ट्रिपसाठी जी गोष्ट आहे, ते सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे की पैसे सगळ्यांनी काढले पाहिजेत.
हां. हो अगदी खरं आहे ते. ते नसेल, तर मग तुमची ट्रिप अ, फेलचं जाईल.
<chuckles> तर ते काय होतं माहिती आहे का, की मी ₹500 कॉन्ट्रिब्यूट करत आहे ना, तर कोणी एक 250 देतं. कोणी कोणी 100 देतं मग ते पण तरीही मुलं असे करतात ॲडजस्ट, मुलींचं छान असतं हो. मुली बराबर कधी 500 झालं, तर 100, 100, 100 असं प्रॉपर करतात. मुलांचं असं नाही. मुलांचा वाटा असं
हां, मग ते ताळमेळ जमत नाही त्याचा. सगळं टी-टी-एम-एम. हो, हो. नंतर देतो, उधार दे-घे, नंतर असं असं पण चालतं मुलांचं.
देतो पण तो फक्त देतो. ते परत काही येत नाही. तर ही पहिली सर्वात गोष्ट की पैसे. पैसे खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर ते जे पैसे घेतल्याच्यानंतर की तुम्ही कुठे जात आहे ते ठिकाण प्रॉपरली तुम्ही आधीच प्लॅन करून ठेवा. नाहीतर काय होतं, की तुमची शोधा-शोध होते. मग तिथं तुमचा वेळ जातो कारण, की 1 डे ट्रिप जर तुम्हाला करायची असेल, तर मग तुम्हाला ते ज ठिकाण प्रॉपरली शोधून ठेवलं पाहिजे. आणि त्यानंतर त्या ठिकाणामध्ये काय गोष्ट फेमस आहे कारण, की तिथे जर तुम्ही जात आहे, तर तितकं फूड किंवा आजकाल बघा सोशल मीडिया आहे, YouTube आहे. तर तिथे काय रेसिपीज अशा फेमस आहे कारण, की तिथे गेल्यावर ट्रॅव्हल केल्यावर तुम्ही अ, ताजी काय काहीतरी खाणारच. तर मग तिथे काय फेमस आहे बघा आणि त्या रेस्टॉरंटला तुम्ही जा आणि तिथे जेवा. जेणेकरून म्हणजे तुमचा प्रवास तो एक प्रॉपर होईल असं मला वाटतं.
देत नाही. अगदी. हो. खरं आहे. हो. अच्छा. हो. हो, नक्की. नक्कीचं. या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे, जेणेकरून हा आपला प्रवास सुखकर आणि छान होईल.
नक्कीचं. हं.
मग कधी-कधी काय होतं? बघा ना, आता एखादा तुम्ही आता लोणावळा ठरवलं. आणि तिथे जर असे नाही का पाऊस झाला किंवा असे काहीतरी अडथळे निर्माण होतात निसर्गाच्याबद्दल. मग तेव्हा तुम्ही ती अ, प्लॅन कसा करता तिकडचा?
हं, हं. अ, बघा आता सध्या जेव्हा आम्ही गेलो होतो ना, तेव्हा ही घटना नाही घडली. बट आम्ही बऱ्याचदा गेलो आहे. तर मग पावसाळा आला, तर मला असं वाटतं की रोमांच जास्त होतो. आणि अ, ते टायगर हिल्स असं होतं, त्या साइडला आणखीन लायन्स प्लॉ पॉइंट आहे, मंकी मंकी पॉइंट आहे तिथे. असे बरेचं काही पॉइंट्स आहेत ना. तिथे कसं आहे ना, काही ठिकाणी असं आहे ना पाणी पाणी धावतं, लोकं भिजतात तिथे. तर ते अ, म्हणजे तिथे मजा येते. आम्ही आधी ही गेलो आहे ना. तर त्या गोष्टीची आणखीन एक्साईटमेंट वाढते. अ, अशा ठिकाणी गेल्यावर. हं.
हां. अच्छा. अरे वाह! हां. हो, नक्की. नक्कीचं. म्हणजे त्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. मग असं कधी झालं आहे का? तुम्ही एखादी ट्रिप प्लॅन केली आणि तिथे असं काहीतरी निसर्गाचं आपत्ती आलं आहे आणि तुम्हाला ती अ, कॅन्सल करावी लागली आहे?
अ, बघा, आता असं तर अ, आयुष्यामध्ये बऱ्याच बऱ्याचदा अशा एखादवेळेस तरी घटना होते तुमच्या प्रवासामध्ये. अ, तर असं झालं होतं आमच्यासोबत. तर अ, ते तर लद्दाखची ट्रिप होती आमची, की तिथं लँडस्लाइड्स वगैरे होतात. आणि त्या लँडस्लाइडमध्ये आम्ही अटकलो होतो. की ते मग ते जे माती असते, ते काढायला खूप टाईम लागतो. आणि 2-2, 3-3 तास तुम्हाला थांबावं लागतं, तर तशी घटना झाली होती. पण आता जसं ह्या 1 दिवसाच्या ट्रिपमध्ये आहे ना, नेमकं आमच्यासोबत काय घडलं होतं, की आम्ही जसं एन्जॉय वगैरे केलं. तर त्यामध्ये कसं होतं, की थोडं मुलं असल्याने ड्रिंक वगैरे जास्त झाली होती मुलांची. नेमकं हे समजत नव्हतं, की गाडी चालवायची कोणी आणि
हो, नक्की. अरे वाह! अच्छा. हो. हां. अरे, म्हणजे ते कठीण परिस्थिती आली होती, की नेमकं म्हणजे सगळेच जर असे हे झाले, तर गाडी नेमकं चालवणार कोण?
ते हां. आणि मेन कसं होतं ना, की अ, आम्हाला असं वाटलेलं, की जो ड्राईव्ह करतोय, तो नाही थोडंफार हे करेल आणि ते रिस्की पण होऊन जातं ना. तर आम्ही ते आमचं जे कार्यक्रम होतं, कसं आहे, की मुलं आहेत थोडा एन्जॉय असतो. तर मग त्यांनी आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवला. असं बघा माझं असं मत आहे, की ड्रिंक आणि ड्राइव्ह कधीही नाही केली पाहिजे. अ अ कधीच नाही केलं पाहिजे. पण अ हं.
हो, नक्की. हं. हो. नाही, नक्कीच. मद्यपान करून कधीच गाडी चालवली नाही पाहिजे. ते आपल्या जीवावर कधी येऊ शकतं ते सांगू नाही शकत.
हां, पण त्यानी जो ड्रायव्हर होता ना, त्याने थोडीफारच केली होती. तर मग त्यासाठी आम्ही त्याला बोललो, "बघ, आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवतो आणि आता आमचा जो जीव आहे, तो तुझ्या हातामध्ये आहे, तर तू आम्हाला तू प्रॉपर पोहोचव." पण असा इन्सिडेंट तिथे झाला होता, कारण की ते एकदम वरती आहे. टायगर हिल्स ना, ते खूप वरती. तर खूप फॉग असतो, धुकं असतं तिथं. तर मग त्याला एक वळणचं दिसलं नाही. आम्ही नेमकं त्या वळणातून खालतीचं पडणार होतो आणि तिथे कुठेतरी याने गाडीच स्टीअरींग अशी फिरवली. नाहीतर अ
अच्छा. हो. <chuckles> हो, नक्की. अरे! मग? मग काही झालं नाही ना तुम्हाला?
अ, आम्हाला काही झालं नाही. पण ज्या जेवढा आमचा एन्जॉयमेंट होता, जेवढी पार्टी केलेली होती, सगळे होशमध्ये आले. टोटल जेवढेही होते ना <chuckles>
<chuckles> हां, हां. आई शप्पथ! म्हणजे हो. म्हणजे ते सगळ्या गोष्टीत म्हणजे तुम्ही असे अरे दचकून उठल्यासारखं झालं असेल तुम्हाला की असं <chuckles>
म्हणजे असं झालं ना, की असं, आमच्यातला मेलेला माणूस जिवंत झाला डायरेक्ट. आणि आम्ही डायरेक्ट एकदम ॲक्टिव्ह बसलो. एकदम, "वाचलो, वाचलो, वाचलो." <chuckles> तसं झालं होतं.
जिवंत झाला. अ, म्हणजे <chuckles> नाही, म्हणजे खरंच ते छान होतं म्हणजे. ठीक आहे तुम्ही नक्कीच आहे ना, ह्याच्यापुढे चालवले की मग तशी गाडी तुम्ही मद्यपान वगैरे करून.
नाही नाही. नाही, नाही, नाही, नाही, नाही, नाही, अजिबात नाही. आणि त्यानंतर आम्ही आहे ना, तो घाट आहे ना, जेव्हा उतरलो, संपलं. तेव्हा आम्ही आहे ना, तिथे थांबलो. तिथे आहे ना, एक अ, छोटंसं रेस्टॉरंट होतं. मग तिथे आम्ही डिनर करायला थांबलो, कारण की उशीर झाला होता. आमचं असं ठरलेलं, की ना आपण परत मुंबईला गेलो ना, तिथे जाऊया आणि जेऊया. कारण की आम्हाला उशीर झालेला. आ, आमच्या मजामस्तीमध्ये. <coughs> तर मग जेव्हा उतरलो ना, तेव्हा आम्ही हा निर्णय घेतला, की जरा 1-2 तास इथे थांबूया. उशीर झाला चालेल. तोपर्यंत सगळे जरा व्यवस्थित होतील. आणि जे काही केलंय आपण, ते पण थोडं-थोडं कमी होणार. म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी योग्य दिसतील. आणि मग सगळं 3D मध्ये दिसेल.
हां. अच्छा. अच्छा. हो. म्हणजे ह्याला वेळ तो वेळेचं नियंत्रण म्हणतो ना आपण, वेळ टाईम मॅनेजमेंट पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कधी पोहोचतोय? तिथे कधी कोणत्या स्पॉटला जातोय? म्हणजे आपली 1 दिवसाची ट्रिप एकदम नक्कीच चांगली होते, असं म्हणायला काही हरकत नाही.
हं, हं, हं. हं. येस, येस, येस. अगदीच, अगदीच.
असं कधी तुम्हाला सं म्हणतात ना, आता आपण चाललो आहे. आणि सुरक्षेच्या दृष्टीने आपण काय विचार करायला पाहिजे?
हं. हं, हं. अ, बघा जर आपण आहे ना, असं काहीतरी आपली वन डेची ट्रिप आहे ना, एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ने सगळ्यात आधी तर गेलो पाहिजे. आपण आहे ना, ते चुकीचे अ, थॉट्स मनामध्ये नाही आलं पाहिजे. की यार असं झालं, तर त्या ठिकाणी खूप लोकं सुसाईड करतात. किंवा तिथं गाड्यांचे ऍक्सिडेंट वगैरे होतात. तर हे निगेटिव्ह थाउट् थॉट्स सर्वात आधी तर आपल्या मनामध्ये नाही आले पाहिजे. तुम्ही एन्जॉय करायला जाता आहे ना, तर मग सगळं विसरा. घरच्यांनाही विसरा जर तुम्ही घरच्यांसोबत नाही जात आहे, तर मग त्यांना विसरा. घरच्यांसोबत जाता आहे, तर मग मित्रांना विसरा. तर मग जे तुमच्या माइंडमध्ये आहे ना, सगळं विसरा. आणि तुम्ही हे बघा, की तुम्ही काय-काय एन्जॉय करू शकता? फोटोस एन्जॉय करा, तिथलं जेवण एन्जॉय करा, तिथलं वातावरण एन्जॉय करा आणि जितकी मस्ती असेल ते करा. जेवढी मेमरी तुम्ही घेऊन येऊ शकता. तेवढी मेमरी तुम्ही कलेक्ट करा आणि परत घेऊन
हां. नक्कीचं. हो. हो, अग खरं आहे. नक्कीच. तर एखाद्याला असं जायचं असेल, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय टिप्स देऊ शकता?
अ, मी हेच टिप देणार, की जायचा विचार केला आहे ना? तर मग जा.
अच्छा.
पैसे कले जर तुम्ही तुमच्याकडे जर पैसे नाही आहे, तर मित्राला सांगा की भरा. आणि तो तुमचे पैसे भरेल. त्याला परत द्या ते पैसे आणि पण जा. <chuckles>
अच् हां, न परत द्यायला पाहिजे नाही तर, तो त्या दोघांमध्ये भांडणं लागतील, "अरे! तू माझे पैसे दिले नाही." नक्कीच. हो खरं आहे.
हां. इच्छा आहे ना, तर मग गेलंच पाहिजे. आणि एक लाईफमध्ये ब्रेक गरजेचं आहे. असं मला वाटतं.
हो, अगदी खरं आहे. नाही खरंच तुम्ही जी तुमची ट्रिपचं मला सांगितलं ना, खूप छान सांगितलं. असं वाटलं मी स्वतः फिरून आली आहे तिकडे असं मला ते अनुभव आला. खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं मला. नक्कीच. तुम्ही खूप छान माहिती दिली. आपण कशा पद्धतीने एक दिवसाची ट्रिप आयोजन करायला पाहिजे. ते मला नक्कीच तुमच्या बोलण्यातून, संवादातून कळालं आहे. नक्कीच आपण पुन्हा बोलू. धन्यवाद.
हं, हं. <chuckles> हं. हं. हं. तुमचेही खूप, खूप आभार. आणि खूप, खूप धन्यवाद.